आजच्या ह्या मॉडर्न आणि टेक्नॉलॉगी टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, की डिजिटलायझेशन झाल्यामुळे मुलं सगळ्यांचंच नाही लहान मुलांपासून तर सगळ्या मोठ्या व्यक्तींचं सगळ्यांचं जे आहे जे आहे, आता मोबाईलकडं आकर्षण जास्त झालेलं आहे आणि अशातच मला असं विचारायचं आहे, की मुलांना स्क्रीन टाईम मर्यादा कशी लावता काही टिप्स आहेत का?
हो, नक्कीच. खूप महत्त्वाचं आहे हे कारण वेडी होत चाललीहेत मुलं मी तर असं म्हणीन. म्हणजे अ, माझा भाचा आहे त्याचं उदाहरण आहे. माझी काही मुलं नाहीहेत, तर अ, ते इतकं जास्त स्क्रीन टाईम आहे त्याचा म्हणजे अगदी मला लाज वाटते कधी-कधी सांगताना, की 24 तास तो स्क्रीनवर असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण त्याचा अभ्यास स्क्रीनवर, त्याची करमणूक स्क्रीनवर, तो व्हिडिओज पाहतो ते स्क्रीनवर, त्याच्या आयपॅडवर आणि तो जे काही गेम्स खेळतो त्याही त्याच्या स्क्रीनवरच असतात. त्यामुळे ती मर्यादा अर्थातच लावण्याचा प्रयत्न चालू असतात त्याला न दुखावता आणि अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही करत असतो. म्हणजे त्याची आई माझी बहीण पण करतेच. पण मीही मामा म्हणून थोडीशी जबाबदारी घेतो कधी-कधी.
अगदी बरोबर. अरे बापरे! अगदी छान, पण व काय आहे ना, की मला असं वाटतं, की काहीतरी आहे ना मर्यादा आपण ज्या लावतोय, तर मग त्या मर्यादा लावताना आपण काय विचार केला पाहिजे सुरुवातीला, जसं वयानुसार आपण किती स्किन स्क्रीन टाईम योग्य आहे, की मग जर थोडे मोठे आहेत, तर मग त्यांना कशा पद्धतीनं हे जे आपण अ, वयानुसार त्यांना, की ठरवायचं की कोणाला किती स्क्रीन टाईम द्यायचा आहे. कारण की काय आहे ना लहान मुलंसुद्धा आता जी आहे ना, की 1-2 वर्षाची मुलंसुद्धा त्यांच्या हातात मोबाईल जातो आणि ते रील्स स्क्रोल करतात ॲक्चुअली. आणि जेवताना त्यांना तो मोबाईल पाहिजे. तर मग मला तोच प्रश्न आहे, की मग आपण कसं ठरवायचं ते कुणाला किती स्क्रीन टाईम द्यायचा किंवा नाही द्यायचा?
हो. <chuckles> हो, खरं आहे. बघा माझं तर स्पष्ट मत असं आहे, की 10 च्या आत स्क्रीन नसलीच पाहिजे बिलकुल एका लहान बाळाच्या हातात म्हणजे आपण जोपर्यंत एखाद्या मुलाला बाळ म्हणतो ना, तोपर्यंत त्याच्या हातात मोबाईल दिलाच नाही पाहिजे अजिबात. तुम्ही म्हणालात ना, 2 वर्षाच्या बाळ अगदी स्क्रीन करतात. माझा भाचा नुकताच चालायला शिकला होता, 6 महिन्यांचा होता. त्यानी काय केलं असेल तो एक फोटो होते ना गॅलरीत तिच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या फोनच्या एक फोटो असा साईडला सरकवला आणि तो झूम करून त्याच्या वडिलांचा फोटो दाखवला. मी अर्धा तास बेशुद्ध पडलो होतो, मी की असं कसं काय केलं ह्यानी 6 महिन्याचा नुकताच चालायला शिकला एवढासा. कसं जमलं त्याला कळलंच नाही आम्हाला आम्ही शॉक झालो. तर अर्थात ते टेक्नॉलॉजीसहितच जन्माला आलेली मुलं आहेत आणि हुशार आहेत, त्यामुळे पण स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम खूप आहेत. त्यामुळं तुम्ही जे विचारलत ना, की वयानुसार केलं पाहिजे का? तर म्हणजे अगदी छान विचारलत. हो, नक्कीच. आपण जोपर्यंत मुलाला छोटं बाळ किंवा लाड करतो ना त्याचे, तोपर्यंत स्क्रीन नाही दिली पाहिजे आणि मग त्यानंतर 16-18 वर्षाचा होईपर्यंत त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे.
अगदी. अच्छा. अरे बापरे! <chuckles> <chuckles> बघा ना. अगदी बरोबर. अगदी बरोबर. पण अ, मला एक असं विचारायचं आहे, की आता आपण हे जे काही नियम ठरवतोय ते तर ठीक आहे. आपण तुम्ही एकदम योग्य प्रकारे सांगितलं, की 10 वर्षापर्यंत जो आहे तो स्क्रीन जो आहे, त्यांना मोबाईल म्हणा किंवा मग टीव्ही स्क्रीन्स दाखवणं, ह्या गोष्टी खरंच टाळायला पाहिजे. कारण की लहान वय असतं आणि त्यांचे फार नाजूक असतात डोळे बाकीच्या गोष्टी कॅप्चर करून घेण्याच्या. पण असं आता असा प्रश्न आहे, की जम जसं मग 10 वर्षाच्या नंतर जे मुलं झाले वर वय वाढलं त्यांचं, मग आपण जेव्हा ते नियम त्यांना लागू करू, की बाबा तुम्हाला आता एवढाच वेळ टीव्ही बघायचा आहे किंवा मग मोबाईल तुम्हाला नाही वापरायचा आहे. किंवा काही कारण असं आपण जे काही नियम ठरवू या स्क्रीन टाईमबद्दल. तर मग असं तुम्हाला कुठं वाटतंय का, की आपण मुलांशीही चर्चा करून घेतली पाहिजे आणि त्यांच्या सहमतीने मग असं मिळून, मग आपण निर्णय घ्यायला पाहिजे. जेणेकरून काय आहे त्यांना बी थोडंसं हे वाटेल, की ठीक आहे आम्हाला वेळ दिलाय, पण काही ठराविक वेळ आहे आणि ते मर्यादा कळतील त्यांना. त्यांच्या काय वाटतं?
हो. हं. हां. मला असं वाटतं ना, की मुलांना अ, थोडे नियम घालायला पाहिजेत. म्हणजे त्यांच्याशी आजच्या मुलांबरोबर आपण चर्चा करायला गेलो ना, की मोबाईल चांगला नसतो आणि नाही वापरायला पाहिजे किंवा तुम्ही ते जे काही अ, iPad, iPhone, जे काही वापरता ते कमी वापरा कारण त्याचे दुष्परिणाम हे आहेत. तर ते नाही ऐकणार, हे मला तरी अ, 100% वाटतं. आपली जी पिढी आहे जी आपण थोडे मोठे आहोत म्हणजे आजच्या पिढीत जे 30 च्या पुढे आहेत तर त्यांच्यासाठी हे समजणं सोपं आहे. म्हणजे मी तर अर्थात मी 30 होतो तेव्हा स्मार्टफोन आले त्यामुळे अ, माझं माझं एक अंडरस्टँडिंग जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे किंवा दृष्टिकोन म्हणा. पण मुळातच मुलांना इतकं जास्त ॲडिक्शन तर आहेच पण त्याचबरोबर त्यांचं सगळं काम पण त्या फोनमध्येच असतं. आजकाल तर जॉबही पुढे जाऊन फोनवरती करता येतील आणि येतात. त्यामुळे त्यांना जर आपण कडक नियमच घातलेत ना म्हणजे त्यांचा आदर ठेवून त्यांच्याबद्दल प्रेम ठेवून त्यांना हे म्हणण्यापेक्षा, की तू बेटा आता 1 च तास वापर फोन बरं का? कारण फोन वापरणं चांगलं नसतं. तर नाही ऐकतर ती मुलं. मी अशी अनेक मुलं बघितली आहेत. त्याचऐवजी जर मी म्हणालो, की नाही 1 तास वापरायचा त्याच्यापुढे नाही. त्याच्यापुढे आपण खेळायला जायचं. त्याच्यापुढे आपण मॉलला जायचं, फिरायला जायचं. तर ते थोडीशी 1-1% भीती पालकांची राहील आणि ती राहिलीच पाहिजे मला असं वाटतं.
अगदी बरोबर, तुम्ही जसं म्हणालात ना, पुढे चालून सगळं मोबाईलवर होईल. पण मला एक असा हे आहे प प्रश्न पडला आहे, की आता बराच अ, वेळ काय होतं ना की शाळेतर्फेच ते मोबाईलच्या याच्यावर जे आहे, ते सिलॅबस घेणं किंवा मग काही क्लासेस घेणं, ह्या हे प्रकरण आता पाठीमागे फार वाढलं गेलं, की जो लॉकडाऊनच्या नंतरचा जो पिरियड होता, पॅन्डेमीकच्या नंतरचा आणि तेव्हापासून का होत नाही, म्हणजे शालेय मुलं आणि ती एक प्रथाच बनली हो तेव्हापासून, की शाळेय मुलांचा सगळा अभ्यास तो ते मोबाईलवरच येतो किंवा काही पाठवतात, ते त्याच्यावरच पाठवतात, टास्क पाठवतात. मग काही क्लास घ्यायचे त्यांना, की एक्स्ट्रा जसे सुट्टीच्या दिवशी आपले मला असं वाटतं, बऱ्याच वेळा काय व्हायचं की रविवारच्या दिवशी किंवा एका सुट्टीच्या दिवशी शाळा भरायची, की काही असायचं त्यांना शिकवायचं किंवा मग ते काय म्हणतात त्याला, एखादं वर्कशॉप घ्यायचे. आता असं आहे, की ते अ, तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन शिकवतात. ते जेणेकरून का होत नाही, की आपण त्यांना देतो, ते की बाबा नको अभ्यासाबद्दल आहे, तर आपण बघू देतो त्यांना. मग तिथूनच ही सवय त्यांना अजून लागत चालली, मला असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला?
हां. हो, हो. अगदी. हो. हो, अगदी खरं आहे. म्हणजे सवय लागतीच आहे आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, की शाळेतच मोबाईल आले तर आपण म्हणजे शाळेला कसं घाबरायची आधीच्या पिढीतली अ, मुलं ते बंद झाले पूर्णपणे शाळेचं आता आकर्षण वाटतं त्यांना. कारण तिकडे जाऊन पण स्क्रीनच बघायची आहे. प्रोजेक्टरची स्क्रीन असो किंवा एका मोठ्या अ, लॅपटॉपची असो किंवा मग मोबाईल जरी दिलेले असतील. मला तर वाटतं पुढे जाऊन शाळेमध्ये पुस्तकांच्याऐवजी मोबाईलच देतील. प्रत्येकाला iPadच देतील यावरच अभ्यास करा. असंही म्हणतील आणि एआयचा एखादा शिक्षक असेल समोर शिकवणारा तेही शक्य आहे. अगदी पुढच्या 10 वर्षातच. पण अ, हे महत्त्वाचं समजणं आहे, की फोनमध्ये ना खूप काही आकर्षक गोष्टी आहेत मुलांसाठी आणि एक मोठं उदाहरण द्यायचं तर ऑस्ट्रेलियाने 2025 मध्ये 16 वर्षांखालील सगळ्या मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलाय. बंदी घातली आहे सोशल मीडियाची. तर जर ते असं एवढं मोठं पाऊल घेऊ शकतात म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत अर्थात, कारण तिथे खूप कंटेंट आहे. तर काहीतरी कारण असेल ना त्याच्यामागे, कुठेतरी म मानसिक आरोग्यावरती परिणाम होतोय म्हणून तर केलंय हे आणि स्क्रीन टाईम त्याचाच एक भाग आहे. स्क्रीन टाईम म्हणजे काय फक्त गेम्स किंवा फक्त अ, काहीतरी बघतोय, वाचतोय असंच नाही. स्क्रीन टाईम म्हणजे करमणूक म्हणजे ते माइनक्राफ्टची गेम बघत बसतात. माझी एक भाची आहे दुसरी मामेबहिणीची मुलगी 6 वर्षांची, ती शॉर्ट्स बघते YouTubeवरती एक, एक स्क्रॉल करून. म्हणजे बघते ती जे काही ते नेल पेंटचं, बाहुल्यांचंच मूल छोट्या मुलींचंच.
हो, हो, नक्कीच. अरे वाह! <chuckles> हो, अ अगदी, साहजिक आहे ते.
पण तासनतास म्हणजे बघा ना म्हणजे ती करमणूक जी घरी 5-10 मिनिटं अर्धा तास करण्याची होती. आता शाळेतही अ, तेच आकर्षण निर्माण केलं जातंय जे जरासं कमी केलं पाहिजे असं मला वाटतं.
नक्कीच. ते जे बोललात ना तुम्ही ते शॉट्स अ, तर ते लहान मुलंच नाही बरीच वयस्कर, वयोवृद्ध माणसंसुद्धा त्यांना त्याची भुरळ पडलेली आहे. ते बोट फिरतच राहतात ते टीव्ही स्क्रीनवर आणि ते शॉट्स असे आहे ना की 30-30 सेकंदाचे असतात, तर ते एवढे आवडतात. आणि मुलांना काय आहे ना, मुलं पहिले कार्टून बघायची हो, टीव्हीवर मोबाईलवर आता ते मुलं बिलकुल बघत नाहीत. ते रील्सच बघतात ते रील्स शॉर्ट्स, ह्याच गोष्टी त्यांना आवडतात प्रचंड प्रमाणामध्ये.
हो. हो. खूपच. आणि त्यात पण बघा ना, काय झालंय म्हणजे, कार्टून बघतील कार्टून बघता, बघता, बघता, एखादं रील असं येतं ना, जे जरा मॅच्युअर असतं काहीतरी. जरा असं मोठी मुलगी असते. ती काहीतरी चुकीचं बोलत असते, जे एका 5 वर्षाच्या मुलीने नाही बघितलं पाहिजे. तर म्हणजे वाईटच आहे ते कारण हे व्हर्चुअल आहे, आभासी आहे आणि खोटी दुनिया आहे ती. म्हणून मी म्हणतोय, वाईट आहे. म्हणजे माझा एक दृष्टिकोन आहे, तो जरा कडक वाटेल. पण माझ्यासाठी तरी तो 100% बरोबर आहे, असं मला वाटतं.
अगदी बरोबर, कंटेंट. नाही, अगदी बरोबर. पण आता आजकाल काय आहे, जे कंटेंट जे आहे ना, ते तसेच झालेले आहेत, की एवढे फाल फालतू कंटेंट झालेले आहे, की त्याला काही अ, मूळच नाहीये त्या कंटेंटला. मग अशा कंटेंटवर बंदी आणायला पाहिजे, की असे कंटेंट नाही टाकले गेले पाहिजे. आणि काय होतं ना की सहजासहजी <smacks lips> शाळेतले, कॉलेजातले मुलं तेच ट्रेंड फॉलो करतात, की ज्याला काहीच अर्थ नाहीये. अशी ट्रेंड फॉलो करताय ते. आणि तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं ना, ते ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं, तर मी आत्ता रिसेंटलीच अ, बातम्यांवर बघितलं. साताऱ्याजवळ एक गाव आहे तिथील सरपंचांनी आणि गाववाल्यांनी असा नियम घेतलेला आहे, की तिथं जे संध्याकाळी 7:00 ते रात्री 10:00 या वेळेमध्ये पूर्ण गावातले मोबाईल फोन्स आणि टी. व्ही. बंद असतात, की जेणेकरून त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.
खरंच. हां. अरे वाह! किती छान.
म्हणजे अशी छोटी-मोठी पावलं ग्रामीण भागाकडे उचल उचलतायेत, तर मग आपण शहरी भागाकडे पण करायला पाहिजे, असं मला वाटतं.
हो, हो, खरंच, खरंच. म्हणजे अश मला तर असं वाटतं, की शहरी भागातली आपण सगळे जे म्हणतो आपण थोडेसे अ, सोकलेलो आहोत ह्या टेक्नॉलॉजीला आणि थोडे माजलेलो आहोत. म्हणजे आपण आदर्श बनत नाही आहेत आपल्या मुलांसाठीच. म्हणजे कितीतरी आई-वडील फोनवरच 24 तास मैत्रिणींशी म्हणा किंवा बघत असतात काय-काय आणि मुलांना म्हणतात, की "नाही, जेवताना फोन नाही बघायचा." मग ते म्हणतात, "मग काय करायचं जेवताना?" त्यांना हे समजत नाही, की जेवताना फक्त जेवायचं असतं. पण त्यांची अपेक्षा हीच असते ना, की आई-वडिलांनी जर शेजारी येऊन दोन प्रेमाचे शब्द जरी बोलले, तर तो घास जाईल, उतरेल घशाखाली.
<chuckles> नक्कीच. फोन नाही बघायचा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि हे जेवण्यावरूनच मला असं आठवलं, की मुलं काय करतात, माहिती आहे का जेवणाच्या वेळेस आहे ना, हट्ट धरतात
हो.
की मोबाईल पाहिजे, की त्यांच्यासाठी तो काय, तो स्नॅक ब्रेक असतो. म्हणजे त्यांना भूक जरी नसली ना, तरी त्यांनी काय म्हणतात जेवायला पाहिजे मला म्हणजे जेणेकरून काय होईल, त्यांना मोबाईल पाहायला भेटतो आणि मग जेव्हा ते जेवायला आपण जेवायला देतो ना, त्यांना ते किती खाताय? काय खाताय आहे? त्याचं त्यांना भान नसतं. पण ते फक्त खात जातात कारण, की ह्या उद्देशानं मी जोपर्यंत खात आहे मोबाईल माझ्याजवळ तोपर्यंतच आहे. मग अशावेळी आपण पालकांनी कोणती पावले उचलायला पाहिजे?
हो, तुम्ही अगदी परफेक्ट उदाहरण दिलतं, ज्यावर मला हे सांगायचंय, की अ, मी अशी पहिली आहेत मुलं आणि त्यात माझा भाचा पण अ, शामिल आहे. अ, नुसतं भरवत खात राहतो तो, मोबाईल बघत-बघत खात राहतो, खात राहतो. त्यामुळे त्याची तब्येत वाढलीय. जरा स्थूल झालाय तो. म्हणजे 10 वर्षाचा असून त्याचं आता वजन जवळ-जवळ 50 किलो झालंय, जे अत्यंत वाईट आहे. म्हणजे मी आता अ, 44 असून माझं वजन 55 आहे फक्त. तर कारण स्क्रीन टाईम कमी आहे. म्हणजे त्याचंच डायरेक्ट, एक थेट कनेक्शन आहे. मला तर वाटतं, की स्क्रीन बघता-बघता जे वेडे होत चाललेत, मी म्हटलं सुरुवातीला ते अगदी खरं आहे. आणि खाताना कसं, आपल्याला सांगायचे ना, आजी-आजोबा 32 वेळा चावा, तर काहीतरी कारण होतं ना त्याच्यामागे. कारण पोटाला कमी त्रास होईल तुमच्या, तोंडात अन्न जास्तीत जास्त पातळ होऊन मग ते पोटाला शांतपणे आणि जास्त आरामशीर अ, पचन करता येईल त्या अन्नाचं. तर ही कारणं आपण विसरून गेलो आहोत, कुठं ना कुठेतरी आणि ही खूप दुःखास्पद गोष्ट आहे, मला असं वाटतं.
अच्छा. बघा. बरोबर. याच्यातही असा प्रकार आहे गंभीर प्रकार आहे, की मी जो अ, डोळ्यांनी बघितला, की जे मुलं तिखट खात नाही शक्यतो किंवा ज्या वस्तू त्यांना आवडत नाही, पण त्या मोबाईलच्या त्या याच्या मोबाईलमुळं जे आहे, ते सहजपणे ते खाऊन घेतात. त्यांचे त्यांच्या डोळ्यालाही ते दिसत नाही, की ते काय खाताय, काय हवंय, काय नाही. म्हणजे किती गंभीर प्रश्न आहे, बघा ना.
हो. काय खात आहेत. हो ना. खूप जास्त आणि म्हणजे काय खातायेत अ, आणि किती खातायेत आणि व्यवस्थित खातायत की नाही? चावतायत की नाही? म्हणजे त्या खाण्याचं प्रमाणही महत्वाचं अ, राहत नाहीये त्यांच्यासाठ साठी. आणि मुळात आपण हे सगळं जे करतोय, ए टु झेड आपल्या आयुष्यातलं ते शेवटी खाण्यासाठी करतोय. हे बालपणापासूनच तर मुलांना शिकवलं पाहिजे ना, की शेवटी हे शोर-शराबा, जो काही करतो गाड्या, बंगले, त्यापेक्षा खाणं महत्वाचं आहे त्या अन्नासाठी आपण धावपळ करतोय सगळी. हे जितकं लहान मुलाला समजावू शकू आपण, त्या स्क्रीनपासून लांब ठेवून आणि हे सांगू शकलो, की "स्क्रीनच्या ऐवजी तुझं खाणं महत्त्वाचं आहे," तर ते जास्त चांगलं अ, होईल त्याच्या भविष्यासाठी असं मला तरी वाटतं.
अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. मग आपण काही छोटे-मोठे काही अ, टूल्स वापरले पाहिजे किंवा मग काही गोष्टी करायला पाहिजेत का? जसं मग काही टाईमर लावणं झालं, ॲप्स झालं किंवा मग पॅरेंट अ, पॅरेंटल कंट्रोल्स असतात किंवा मग अ, किड्स अ, किड्साठी एक अ, वेगळं आता मोबाईलमध्ये फंक्शन येतात, ते किड्स झोन एक असतो की ज्याच्यामध्ये
हो, हो.
तर मग अ, हे असे काही उपयुक्त ठरतील का? हे पण धोकेदायक आहे, कारण की जेणेकरून आपण कुठे ना कुठे काय होत नाही तो मोबाईल देण्याचा आपला उद्देश असतोच त्याच्या पाठीमागे काय वाटतं?
हो, अ, नाही पण अ, नक्कीच हे टूल्स जे आहेत, पॅरेंटल कंट्रोल म्हणा किंवा वेगवेगळे ॲप्स असतात जिथून पालकांनी लॉगिन केल्याशिवाय मुलं लॉगिन नाही करू शकत ते केलंच पाहिजे, एक नियम म्हणून. दुसरं म्हणजे घरातल्या काही ठिकाणी जसं झोपताना बेडवर मोबाईल नाही पाहायचा, आडवं पडून, हा एक नियम घातला पाहिजे. आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं आपणच आदर्श बनलं पाहिजे. आपण दाखवून दिलं पाहिजे, की मोबाईलच्याही बाहेर एक मोठं जग आहे, जे खरं प्रत्यक्षात जगणं खूप-खूप महत्वाचं
अगदी बरोबर. फार छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून आणि नक्कीच मला पुन्हा बोलायला आवडेल तुमच्यासोबत. खरंच मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद तुमचे.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.